अरे बापरे! हां, बराच लांबचा प्रवास आणि काही-काही अ, प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करायला लागले नाही त्यातून.
असं आणि खूप हां. खूप प्रॉब्लेम्स आणि खायचे तर एवढे हाल झाले ना, म्हणजे तिकडे. आणि कसं आपल्याला महाराष्ट्रीयन लोकं आपल्याला कसं आपलं सोयाबीनचं तेल किंवा सनफ्लॉवर तेल वगैरे वापरतात. तिथे सगळं ते मोहरीचं तेल वगैरे वापरतात. त्यामुळे एक अ, आपण शारीरिकदृष्ट्या म्हणलं ना सगळे आजारी वगैरे पडत होते, ते तेलातलं जे त्यांचं खाऊन नाही का, सगळ्यांना कोणाकोणाला वास सहन होत नव्हता, उलट्या, जुलाब असं लहान मुलांना त्रास. अक्षरश: मला तर त्या जेवणाची वीट बसली होती.
हां. हो. हां. अरे बापरे! हां. हो ना एवढं सारखं-सारखं पाहून
आणि हो पण एक अ, मजा पण खूप होती की फॅमिली सोबत जातोय, असं ग्रुप आम्ही चाललं होतं ना खूप छान वाटायचं. सगळे लोक बोलायचे की "अरे हे काय ट्रिप म्हणजे नाही, एक सहल वगैरे घेऊन आलेत की काय?" तसा आमचा ग्रुप दिसत होता. कारण की तिथे त्यावेळेस असं होतं ना की सगळे असे असं प्रत्येकाचे ट्रॅव्हल्सवाले बस घेऊन यायचे आणि सगळे असे चालायचे, पण आम्ही अशी थीम पण केली होती अशी मॅचिंग ऑरेंज कलरचे सगळे ड्रेस-कोड होते वगैरे. त्यामुळे ते दिसायला पण खूप छान, हटके वाटत होतं.
हां. हां, हं. हां. अरे वाह! मस्तच. हो वे वेगळं, डिफरंट काहीतरी. मग अशा हां. मग अशी तुमची छान अ, म्हणजे अ, सामूहिक ट्रिप झाली म्हणे तुम्ही तुमच्या फायनली त्या कुंभमेळ्यात पोहोचला आणि
हो, हो, आणि सग हां, बोला. कुंभमेळ्यात स्नान केलं. शाही स्नान घेतला आम्ही तो म्हणजे अनुभव खूप छान होता.
हां. हां. मग अशा सामूहिक प्रवासासाठी, म्हणजे काय बाकीच्यांनी काय तयारी आणि नियम काय करणं फायदेशीर ठरतात? म्हणजे काय केले पाहिजे?
अ, त्यासाठी बघा आता आमची जी बसचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे आपण जाताना आपली बस वगैरे सगळी सर्व्हिसिंग आहे का नीट, नीट अ, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही, त्याची चौकशी करायला पाहिजे. आणि आपण जिथे जातोय तिथे सगळी सुविधा उपलब्ध आहे का? कारण की आपण एकटं नाही जात आहोत, एक गट, ग्रुप घेऊन चाललो आहोत. तर हां
हो. हां. जबाबदारी पण असते सगळ्यांची एकमेकांवर, हो.
हां आणि तिथले जे आहेत, अ, आता आम्हाला थोडंसं चुकामुक झाली. आम्ही दुसऱ्या घाटावर गेलो होतो आणि एक जणांनी आम्हाला पैसे वगैरे मागितले, तर तिथली सगळी चौकशी करून वेळेआधी नाही का, नियोजन करून हे करायला पाहिजे होतं आणि अ, त्या ठिकाणी असं, आता आजीला ठीक आहे थोडंसं चक्कर आली. जर काही झालं असतं तर दवाखाना वगैरे कुठे आहे, ते पण आपण एक अ, काढून ठेवायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे कुठे पळायचं, काय पळायचं कारण की नवीन शहर असतं, आपल्याला थोडं अनोळखी असतं ते.
हं. हो. नक्कीच. हो नक्कीच. तर अ, तुम्ही छान सांगितलं कुठ हा तुमचा सामूहिक प्रवास कुंभमेळ्याला गेला, म्हणजे अगदी डिटेल आणि छान वर्णन केलं त्याचं. आणि त्याच्यात काय-काय समस्या आल्या आणि त्या समस्यावर तुम्ही कशी हसत-हसत मात केली आणि अ, तुमची जी इच्छा होती देवाला भेटायची किंवा कुंभमेळ्यात काही स्नान करायची ती, हो ती शे म्हणजे फायनली पूर्ण झाली. तर, ते देवाच्या आशीर्वादामुळेच झालं आणि तुमच्या इच्छाशक्तीमुळे. तर, अ होतं सगळं. तर, छान वाटलं तुमच्याशी बोलून. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद आणि खूप सारे आभार.
हो. नक्कीच. तशी, हो. शाही स्नान करायची, ती पण पूर्ण झाली. हो नक्कीच. ते इच्छाशक्ती असली की सर्व आपलं म्हणतो ना होतं. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, नाही. धन्यवाद.